एकही क्रेडिट कार्ड वापरत नाही मी. त्याच्यानंतर मी ई ई-एम-आयवर आता कुठलीच वस्तू घेत नाही शक्यतो.
<chuckles> हां, ते चांगलं केलं. हं.
ई-एम-आय टाळतोच मी आत हां. ई-एम-आयच वस्तू घेणं मी टाळून दिलं आणि मग अ, त्याच्यानंतर जे आहे की होऊ शकेल तेवढं आहे ना आता व्यवहार मी फार कमी केलेला आहे बाहेर कोणाला मदत पडली, तर मी पहिले बघतो त्या व्यक्तीची नियत कशी आहे. तो देऊ शकतो आपल्याला, नाही देऊ शकत आहे आणि मग त्याची पार्श्वभूमी काय आहे तो सध्याला कमवतोय का नाही कमवत आहे. त्याची इन्कम सोर्स आहे का आपल्याला आपण त्याला देतोय पण त्याची तेवढी इन्कम सोर्स आहे का आपल्याला रिटर्न करण्याची.
हां, हां. ते पण बरोबर आहे. हं, हं.
आणि सगळ्यात पहिले राग आला तर चालतो मी एकदम कठोर शब्दामध्ये तेव्हाच बोलतो, "ठीक आहे" "मदत करतो मी सध्याला. पण मला जे आहे ना, की शोरीटी पाहिजे बाबा, की तू केव्हा देणार, काय देणार? तू तू विचार कर" हां. "तू विचार कर मग मला सांग. कारण की काय माझी मला सवय नाही, ती घडी-घडी मागायची हे ते एक तारीख तू देशील त्या दिवशी मला ते पैसे लागतील, कारण की माझे बी दैनंदिन रुटीनचे आहे मला काही एवढं काही मी काही लागू <chuckles> लॉर्डने काही लागून नाही गेलेलो आहे माझ्या छोट्या-मोठ्या गरजा असतात. मी ॲडजस्टमेंट करतोय मी तुला सेव्हिंग आहे की माझ्याजवळ पैसे आहे." अशातला भाग नाही सांगत मी त्यांना "मी ॲडजस्ट करतो कुठून ना कुठून पण मी देतो तुम्हाला."
हां. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला ते घडलेलं आहे. हं. बरोबर आहे. हां. हं, हं.
त्यावेळेस भले खोटं बोलतो मी घरातून घेऊन देतो कोणाकडून घेऊन देतो पण दुसऱ्याचं नाव सांगून मी त्यांना मदत करतो आणि क्लिअर सांगतो "हे होत असतील तर घे नाहीतर मला आत्ता सांग."
बरोबर आहे. नाही तर, नको घेऊ बाबा. असं सांगून मोकळं. म्हणजे नातेसंबंधांवरती पण तुम्ही वेगळेपण टाकला. कारण जे तुम्हाला संकटामध्ये सगळ्यात मोठा धडाच जो भेटला, त्याच्याने तुम्हाला हे शिकून दिलं, नाही का.
द्यायचं. हां, घेऊ नको. कारण की हां.